प्रवास हा आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी, ठिकाणांशी आणि अनुभवांशी जोडतो. कधी-कधी हा प्रवास, भेटलेले माणसं आयुष्यभराची मित्र बनतात. तुम्ही मला सांगू शकता का, की तुम्हाला पहिल्यांदा असा मित्र प्रवासात कधी भेटला?
ओ, हो. बरं आहे. अ, नक्कीच. अ, खरंतर तो अ मी म्हणेन ती व्यक्ती, आज माझ्या अ, फॅमिलीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आमच्या आमची आमचा परिचय जो झाला, तो एक अ, म्हणजे आम्ही ऑफिसला जेव्हा असं आपण म्हणतो ना, की माझ्या लग्नाच्या आधी
हं. ओह! ओके. अ, तो. हां, इथं मला थोडं तुम्हाला एक करू इच्छिते. तुम्ही आणि तुम हजबंड म्हणजे असे?
आम्ही हां, हां. नाही, नाही, नाही, नाही, नाही. माझे हजबंड नाही. माझ्या लग्नाच्या आधी आ आम्ही, जेव्हा म माझं ऑफिस व वर्किंग होतं आणि तेव्हा असं होतं की तुम्ही एका स्पॉटला यायचं, तिथे तुमच्या ऑफिसची बस येणार आणि तिथून ते तुम्हाला ऑफिसच्या ठिकाणी घेऊन जाणार. तर अ, या सगळ्यामध्ये <clears throat> आम्हाला बऱ्यापैकी ट्रॅव्हलिंग होतं
हां. हं. हं, हं. हं. ओके. हं, हं.
की ट्रेननी या, मग उतरा, मग बसच्या स्टॉपला जा आणि ह्यावेळेस असं व्हायचं की ती बस आम्ही मिस करायचो आणि जर बस मिस झाली तर पुन्हा आमच्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोहचायला खूप, खूप म्हणजे खूपच खर्चिकही होतं आणि त्रासदायक होतं. वेळेत पोहोचू शकत नव्हतो. मग अ, पहिला-पहिला ओळख अ, केली की बाबा, कोण म्हणजे असं आहे बसमध्ये, की ज्याच्या किंवा जिच्या सांगण्याने बस थांबवू शकते आपल्यासाठी.
हं. हं. हं. हां.
आणि मग अ, त्याच्यामध्ये अ, एक अशी व्यक्ती सापडली, की जी म्हणजे, पूर्ण राज्य तिचं बसवर आहे.
ओके, हं.
की ती म्हणाली, "थांब म्हणजे थांब आणि चाल म्हणजे चाल," संपला विषय. म्हटलं आता ह्या व्यक्तीची आपण काहीतरी ओळख करून घ्यायला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होईल आणि म्हणजे एक मनामध्ये असं होतं पण ती व्यक्ती अशी होती, एक वेगळाच अ, ॲटिट्यूड आपण म्हणतो ना, असतो तर तो दाखवायला असा तो ॲटिट्यूड फार वेगळा होता आणि क
अरे बापरे! हं. ओके, हं. हं, हं, हं. हं, हां. हं.
आणि मग असं वाटायचं, की अरे! एवढ्या ॲटिट्यूडवाल्या व्यक्ती बरोबर मस्ती म्हणजे अ, जाऊन आपण ओळख करण्यापेक्षा, ते बरे जाऊ दे आपण रिक्षा नी जाऊ, नाहीतर अजून बस ने जाऊ. पण नको आपल्याला आणि असं होता
हां. अच्छा मग तुम्ही, सुरुवात कशी केली म्हणजे त्यांच्याशी बोलायला? <chuckles>
अ, हां, तर सुरुवात म्हणजे कसं तेव्हा ना नवीन-नवीन मोबाईल जस्ट लॉन्च होत होते अन् तेव्हा आपल्याकडे चायना मोबाईल खूप फेमस होते. असे वेगवेगळे मॉडेल, म्हणजे आता जसे Samsungचे वगैरे मॉडेल येतात ना फ्लिपवाले, तसे चाइनीज मोबाईल तेव्हाही होते. पण ते चायनीज मोबाईल, की तुम्ही वापरा, पण आम्ही गॅरेंटी देत नाही किती महिने चालले किंवा किती दिवस चालले.
हं. हं. हं, हं. हं. हं, हं, हं.
तर असा अ, चायनाचा मोबाईल माझ्याकडे होता. आणि एक दिवस ती व्यक्ती माझ्यासमोर आली मला म्हणते, "ए, तेरे पास चायना है चायना?" आणि आय वॉज सो इरिटेड की "अरे, तुला प्रॉब्लेम काय आहे? की माझ्याकडे चायना असू दे नाहीतर इंडिया असू दे. तुला काय प्रॉब्लेम आहे?" "मेरे को दिखाना." आणि माझ्या मोबाईलला
हां. हां. <chuckles> अच्छा म्हणजे, म्हणजे मस्करी केली म्हणजे त्यांनी मस्करी उडवली असं म्हणायचं आहे का?
अ, हो, हो. आणि माझ्या मोबाईलला तेव्हा कसं होतं की अ, एक आपली जॉयस्टिक जी असते तशी असायची आणि त्या जॉयस्टिकने आपल्याला काहीही लिहायचं आहे तर स्क्रीनवर लिहू शकत होतो.
हां. हं. हं, हं.
तर अ, दादा तोम अ, ती व्यक्ती माझ्याकडे ती वस्तू मागते आहे. तर मी, ठीक आहे म्हटलं, "हां, चायना है संभाल के देखना, क्योंकि वो चायना है." म्हणून मी दिली हातामध्ये. त्याच्या नंतर मी जे तशी आमची एक सुरुवात झाली की मग ते दर दरवेळेस अ, दरवेळेस मग त्या त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की अरे, ही आपल्याच भागातून येते आहे आणि हिची थोडी धावपळ उडते आहे की बाबा पोहोचायला. कारण ट्रेन पकडणं आणि खूप गर्दीच्या वेळेस असा ट्रॅव्हलिंग
हं. <chuckles> हां. अच्छा म्हणजे हं.
खूप त्रासदायक होत होतं. मग तेव्हा तिच्या लक्षात आलं आणि मग तिने गाडी थांबायला सुरुवात केली की "अरे, रुक-रुक अभी आये नहीं, अभी आने वाले है अपने लोग." आणि मग कळलं, की आपल्यासाठी बाबा या व्यक्तीने गाडी थांबवली आहे. आणि मग अशी हळू-हळू-हळू परिचय वाढत गेला आणि मग अ, असं झालं की एक दिवस अ, सगळेजण असे जेवायला बसलेत आणि ती व्यक्ती, म्हणजे आमच्याबरोबर जेवायला बसत नाही. तर म्हटलं का बाबा, तू का आमच्याबरोबर जेवायला बसत नाही? तर सगळ्यांना सगळेजण म्हणत आहेत "जैन है जैन. जैन माणस. नहीं खायेंगे, नहीं खायेंगे." अ हां.
हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. अच्छा. हं. अच्छा. म्हणजे ती जी होती, ती जैन होती.
जैन असल्यामुळे त्यांना त आपल्या जे कांदा, बटाटा किंवा आपण ऑल टूगेदरच आपलं ग अ, जर कधी नॉन-व्हेज वगैरे आहे, तर त्या वस्तू ते खात नाहीत आणि
हं. हं. अच्छा, म्हणजे मी म्हणेन की तिच्यात आणि तुमच्यात ती एक म्हणतात ना तफावत होती, तर मग पहिला खरा बॉन्ड हा कसा जुळला मी म्हणेन?
हां. हां, तर त्या त्याचमध्ये कसं झालं मग आम्ही मग मी मला असं वाटलं की "अरे आपल्यासाठी ही व्यक्ती एवढा प्रयत्न करतोय की सकाळी रोज बस थांबवतेय," कारण त्यावेळेला शंभर एक रुपये आम्हाला रिक्षाला लागायचे ऑफिसपर्यंत पोहचायला जर बस मीस झाली तर आणि आपले एवढे पैसे वाचवतोय तर आपण त्यांना काहीतरी ऑफर करूचं शकतो ना. तर तेव्हा मग मी अ, त असा विचार केला की "काय बरं देता येईल?" तर तेव्हा कर्ड राईस अ, एक ऑप्शन म्हणजे आमच्याकडे अवेलेबल होतं, पण ते असं राईस वेगळा आणि कर्ड वेगळा. तर आमच्याकडे जे शेफ होते ऑफिसचे, त्यांना सांगून मी तो राईस बनवून घेतला आणि मी तिला दिला.
हं. हं. हां. हं. नक्कीच. हं. हं. हं. अच्छा. हं. मग तिची काय प्रतिक्रिया होती? <chuckles>
पहिला म्हणजे, "नाही-नाही मी खात नाही, मी खात नाही. नहीं चाहिए, मैं नहीं खाएगी मैं" "नाही-नाही" "अरे बाबा, जैन फूड ही है, उसमे कुछ नहीं डाला. तू खाके तो देख!" "मेरा धर्म भ्र्ष्ट कर देगी तू!" <chuckles> म्हटलं, "अरे बाबा नहीं, मैं इधर ही बैठी हूँ. अगर कुछ हो गया तो बस बोल दे मुझे. सब खतम. पाप मेरे सर पे लगेगा." हो, आणि घेतला, आवडीने खाल्ला आणि मग त्यांना सुद्धा असं वाटलं की "अरे हां, हे ऑप्शन तर आपण ऑफिसमध्ये ट्राय करूच शकतो," कारण घरचा जर डबा घरी विसरला, तर दुसऱ्यांचा डबा शेअरिंग करणं खूप कठीण व्हायचं त्यांना.
हं. <chuckles> अच्छा, मग घेतला का त्यांनी? हं. हं, हं.
कारण अब मेजरली जे अ, ग्रुप होते ते सर्वसमाविष्ट म्हणजे मराठी आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत, गुजराती आहेत, त्याच्याचमध्ये तुम्हाला अ, मुस्लिमसुद्धा फ्रेंड्स आहेत आणि मग त्यांच्यामध्ये बसून जेवणं त्यांना ते फार वेगळं आणि इरिटेटिंग वाटायचं कारण त्यांची ती खाण्याची पद्धतीच नाही आहे.
हं. हं, हं. हो, हो, बरोबर आहे ना.
आणि मग आमचे आमचे मग अशी एक अ, ग्रुप झाला की मी, माझ्याबरोबर अजून एक मैत्रीण आणि ती अशी आम्ही तिघी जणी मग एकत्र बसायला लागलो, की बाबा, तिला कळलं की नाही ह्यांच्या डब्यात नॉनवेज वगैरे काही येत नाही आहे. मग आपण ह्यांच्या अ‍ॅटलिस्ट बसू तर शकतो आणि मग हां आणि मग आता आ जवळ-जवळ
हां. बसू शकतो. अच्छा! म्हणजे अशातनं एक अ मी म्हणेन की अशातनं एक विश्वास अ, निर्माण झाला तर.
हं, हं. हो आणि एक वेळ अशी आली की ती व्यक्ती म्हणजे घरची खूप सधन व्यक्ती आहे. घरी म्हणजे असं नाही आहे की प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, पण एक असा काही अ, हे झालं की शेअर मार्केटमध्ये पैसे अडकले होते तिचे आणि त्यावेळेस ते अ, नॉर्मली कसं असतं की अ, एक शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करतो, तेव्हा त्याच्यामध्ये अ, फ्युचर म्हणून एक ऑप्शन आहे. फ्युचर अँड ऑप्शन हे एक प्रकार आहे ट्रेडिंगचा आणि त्याच्यामध्ये जर आपली एखादी पोझिशन असेल, तर तिला दररोज जे आहे आपल्याला अ, एक मार्जिन ठेवून एकतर ती पॉझिटिव्हमध्ये तरी असली पाहिजे, निगेटिव्हमध्ये असेल, तर ते पैसे भरून आपल्याला ती पोझिशन उभी ठेवावी लागते.
हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. हं. हं.
आणिक तिची ती वे पोझिशन होती आणि दुर्दैवाने तिच्याकडे साठवणीतले जेवढे पैसे होते ते संपले होते आणि तेव्हा तिने माझ्याकडे असं हे म्हटलं, की
अरे! हं. पैशांची मदत मागितली.
"तुला मला काही मदत करता येईल का? कारण ही माझी पोझिशन उभी आहे. ही मी आता जर अ, ब बंद केली पोझिशन तर माझं खूप नुकसान होत आहे. तर तू मला देऊ शकतेस का?" आणि आता आता हे एवढं म्हणजे आमच्यामध्ये फ्रेंडशिप झालं होतं, की तो रोजचा प्रवास
हो. अच्छा. म्हणजे तुमचं ते अ, तिनं म्हणतात ना की तिनं तुमच्याकडे पैशांची मदत केली आणि अ, ठीक आहे म्हणजे ती एक प्रवासातलीच एक म्हणतात ना ओ, तुमची ओळख हे झाली. तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास अ, म्हणजे आता पैसे मागते म्हणजे तुम्हाला असं वाटलं का? की हे काहीतरी फ्रॉड करेल किंवा हे फसवेल आपल्याला असं विचार आला का?
बरोबर. अ, हां. नाही, नाही कारण काय? त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला आम्ही मी म्हणजे एवढ्या जवळून आता ओळखायला लागले होते
हं. हां.
की रोजचं येणं-जाणं, जेवणं ते एकत्र होत होतं. त्यामुळे ते असं झालं होतं की आपले हे दुसरे पेयर्सच आहेत. म्हणजे जसं फॅमिली आहे तर ही दुसरी फॅमिली झाली होती आणि त्यामुळे मला काय कुठेच असं मनात किंतु-परंतु आलं नाही, की बाबा माझे पैसे कुठे बूडतील कारण मला माहित होतं ती व्यक्ती एक चांगल्या सधन घरातून आहे आणि मला ती काही व्यक्ती धोका देणारी वाटली नाही ती व्यक्ती. आणि मग मी दिले काही पैसे होते माझ्याकडे म्हटलं एवढे आहेत माझ्याकडे बघ, तुला परवड जे चालत असेल ते देऊ शकते मी.
हं, हं. ओके. हं, हं. हं, हं. अच्छा. हां, हां, हां.
घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर मग एक दिवस तिने मला तिच्या घरी की "बाबा, मी जर पैसे नाही दिले तर तुम्ही इकडनं येऊन पैसे घेऊन जा." असं अ, असं हे केलं आणि त्या दरम्यान माझं लग्न ठरलं होतं. मी म्हटलं, "अरे वाह." तर तिला म्हणजे ती पण माझ्यासाठी म्हणजे जसं आपण करवली म्हणतो ना एखादी, तशी माझ्या बरोबर फुल टाईम होती. पण दुर्दैव हे की आपल्याकडे कसं एक मराठी घरांमध्ये जेवणाचे जे प्रकार असतात, त्याच्यामध्ये सर्रास कांद्याचा, बटाट्याचा वापर केला जातो. आणि लग्नामध्ये तर म्हणजे वांग्या-बटाट्याची भाजी वगैरे खूप कॉमन असते. जे त्यांना खाता येत नाही.
अच्छा. हं. हां, हां. हं, हं, हं, हं, हं. हो. खरंच. हां.
त्यात त्यात एवढं वाईट वाटायचं की ती बिचारी दिवसभर माझ्याबरोबर आहे. आणि मी तिला काहीच ऑफर करू शकत नाही. मग माझ्या भावाला मी पळवायचे, "ए तू जा आणि तिच्यासाठी एक मिल्कशेक तरी घेऊन ये."
हां. तिच्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी आण. <chuckles>
हां, "मिल्कशेक, मिल्कशेक घेऊन ये छानपैकी की ती पियेल तेवढा तरी राहील." आणि आज आज जवळ-जवळ 17-18 वर्ष झाले आहेत, शी इस लाइक अ, लाइक
तर अ, हं, हं. अच्छा. म्हणजे हं, हं. अ, ते आहे तुमच्या टचमध्ये?
आज, एकत्र आम्ही आम्ही म्हणजे आता असं म्हणू की दर 6-7 महिन्यांनी आम्ही एक तिघं चौघं जणं आहोत आम्ही ते आम्ही भेटतो आणि अजून सुद्धा म्हणजे जे काही लाईफचे आपण म्हणतो ना की असे फ्रेंड्स जे असतात की लाँग लास्टिंग तो प्रकार आहे. म्हणजे ऑफिसला जायचा जो प्रवास होता आमचा त्या दो दीड 2 तासाच्या प्रवासामध्ये ही झालेली मैत्री आज सतरा अठरा वर्षानंतर सुद्धा कायम आहे.
अरे वाह! हं, हं, हं. हां, हं, हं, हं. अरे वा! म्हणजे हं, हं. अरे वाह! अजून पण कायम आहे म्हणजे खरंच खूप अ, ही छान गोष्ट आहे. तर तुम्ही मला सांगू शकता की
अजून पण आहे. आणि जे काही मी पैसे दिले होते, ते सुद्धा मला त्यांनी नंतर रिटर्न दिले आणि देताना ते व्याजासकट दिले. मी माझी अपेक्षा तर काहीच नव्हती. पण त्यांनी ते व्याजासकट मला परत केले.
हं. हं, हं. अरे वाह! म्हणजे खरंच अ, ती नक्कीच खूप अ, प्रामाणिक व्यक्ती आहे असं म्हणू शकतो अन् खूप छान रित्या तुमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि अजूनही ती मैत्री कायम आहे. तर ही प्रवासातली मैत्री आणि दैनंदिन आयुष्यातली मैत्री यात अ, तुम्हाला फरक वाटतो का काही?
खूप, खूप, खूप प्रामाणिक आहे. कसं आहे आपल्याला स्पेशली जेव्हा आपण मुलगी आहात, एक अ, स्त्री आहात, तेव्हा तुमच्या मैत्रीला ना एक कुठे ना कुठेतरी असा अ, खंड पडतो. शाळेमधली जी बालमैत्रीण असते, ती कॉलेजला जर कंटिन्यू राहिली तर आपलं खूप चांगलं भाग्य नाहीतर मग ती शाळेमध्ये सुटून जाते.
हं, हं, हं. हं. हं. हं, हं, हं.
आणि मग कॉलेजमध्ये दुसरी कुठेतरी मैत्रीण शोधते. आणि कॉलेज होता-होता आपली लग्न होतात. म्हणजे ती कॉलेजची मैत्रीण सुद्धा तिथे सुटून जाते. आणि मग आपल्याच अ, विश्वामध्ये आपण रममाण होतो. तसं मुलांचं होत नाही. मुलांचे मात्र अगदी लंगोटी यार पण शेवटपर्यंत असतात.
अच्छा. हं. हं. हो. फ्रेंड्सचे हो.
आणि मग अ, ह्या अशा ह्याच्यामध्ये जेव्हा मला अशा कोणी अ, व्यक्ती भेटल्या लाईफमध्ये, त्यांना मी माझ्या सासरी सुद्धा इंट्रोड्यूस केलं, की बाबा
हो. हं. अरे वाह!
ही अशी-अशी व्यक्ती आहे. ही अशी-अशी आमची हे झाली आणि ओळख झाली आणि आता आहे. माझ्या सासू-सासऱ्यांना सुद्धा त्यांची ओळख आहे. आणि आता त्यांचे सुद्धा स्वतःचे संसार आहेत, त्यांचे स्वतःचे व्याप आहेत. एक-एक, काय म्हणू आपण यशाची शिखरं ते अजूनही चढत आहेत. आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो, की हं
हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! म्हणजे खरंच म्हणजे तुम्ही ती नुसती अ, मैत्री, मैत्रीपर्यंतच नाही तर तुम्ही तुमच्या त्या कुटुंबाला पण तुमच्या त्या मैत्रिणीची अ, ओळख करून दिली, तिला एक अ, फॅमिली मेंबर बनवलं. अतिशय अ, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणलं, की "आमची मैत्री अ" हां.
हो. हां. कारण आमच्या तिघा-चौघांमध्ये ना माझं माझं लग्न पहिला झालं होतं. मग ते ते तिघं-चौघजणं माझ्या घरी येऊन बसायचे मस्तपैकी. फुल माझ्या नवऱ्याशी, माझ्या सासू-ससऱ्यांशी गप्पा मारत बसायचे. म्हणजे त्यांनी इथे पण बॉन्डिंग निर्माण केली माझ्या सासरी.
हं, हं, हं. अच्छा. अरे वाह! म्हणजे ते एक तुमचं म्हणतात ना, फॅमिली मेंबरच होऊन गेले होते आणि जसं तुम्ही आधी म्हणालात की तुमच्या मैत्रीला इतकी अ, वर्ष झाली. तर हे जे आहेत ना प्रवासात अ, भेटूनही ही मैत्री इतकी टिकली याचं काय कारण आहे?
हो, हो. हो. बरोबर. याचं कारण म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. आणि आमच्यामध्ये एक, का कोणाच ठाउक पण आमच्यामध्ये ना, एक सुंदर टेलिपॅथी आहे की कोणाचही म्हणजे आमच्या तिघा चौघांमध्ये कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल ना, तिथे आम्ही म्हणजे असं रोज काही WhatsApp करणं, रोज काही मेसेज वगैरे असते. पण असं जाणून जातं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आय मस्ट कण कॉन्टॅक्ट द पर्सन.
हं. हं. हं. हं. हं. हं.
आणि ते-ते केलं जातं. मेंटेन होतं.
अगदी बरोबर, म्हणजे अ, तुमच्याशी बोलून एक कळलं की प्रवासातील अशा योगायोगाने झालेल्या भेटी आहेत ना, अनेकदा आयुष्यभर अ, टिकणाऱ्या मैत्रीत बदलतात. आणि हे खरंच अ, तुमच्याशी बोलून कळलं आणि अ, खूप छान वाटलं तुम्ही जसा तुमचा अनुभव शेअर केला. कशी तुमच्या मैत्रीला सुरुवात झाली. आणि कसा तो एक विश्वास निर्माण झाला. आणि कशी तुम्ही ती मैत्री नुसतंच म्हणतात ना, की मैत्री म्हणून नाही, पण तुम्ही त्याला घरी त्यांची ओळख करून दिली. नाऊ शी इस फॅमिली मेंबर.
तर त्याच्यामुळे हां. <chuckles> हो. <chuckles> माझे आता ते नातलगच आहेत, असं म्हणता येईल. हो, माझे फॅमिली मेंबरच आहेत आता.
नक्कीच म्हणजे अ, खूप छान वाटलं अ, तुमच्याशी बोलून आणि अ, म्हणजे अ, एक कळलं की प्रवासात पण आपल्याला आपली मैत्र जर आपण जर हे केलं की आपली मैत्री ही प्रवासात पण घडू शकते. अ, छान वाटलं बोलून तुमच्याशी. धन्यवाद.
<sniffs> हो. मलाही खूप छान वाटलं आणि आम्ही म्हणतो, नेहमी म्हणतो, की "ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे." म्हणजे आता हे गाणं आमच्यासाठी असं ब्रीदवाक्य आहे आणि ते लाईफ लाँग रहावं हीच ईश्वरा चरणी प्रार्थना आहे. मलाही खूप छान वाटलं. माझे जुने अनुभव तुमच्याशी शेअर करत. तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद.
हां. <chuckles> अरे वाह! वाह! नक्की-नक्की, नक्कीच राहणार. धन्यवाद.